त्रासदायक झालं आणि अ, एक अ, अद्दल पण घडली ना, की हां, नाही करायचं पाहिजे आणि अ, खरं सांगायचं तर ते मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केले होते, ते चॅनल्स माझं हे झालं मग कॉपीराईट स्ट्राईक.
<chuckles> हं. अरे बापरे! म्हणजे थोडक्यात तुम्ही आधीचे जे तुमचे सगळे कष्ट होते, त्या कष्ट केलेल्यावर सुद्धा पाणी गेलं म्हणता येईल.
सगळं पाणी गेलं, सगळं गेलं म्हणजे उडूनच गेले चॅनल ते. मग तेव्हा धडा भेटला मला आणि दुसरं आयडेंटिटी जेव्हा शेअर करताना तुम्ही तेव्हा, अ, खूप जपून करा स्पेशली अ, ओळखपत्र वगैरे जे असतं आधार कार्ड, पॅन कार्ड असे ऑनलाईन तुम्ही शेअर करू नका आणि कामाच्याबद्दल सांगायचं झालं आणखीन तर अ, जर तुमची टीम वगैरे असेल ना असंत ना, आपण एखादा प्रोजेक्ट टीममध्ये केला
<chuckles> हां. हं. नक्कीच. हं. हां, बरेचदा हां, टीममध्ये चालतात बरेच कामं.
आणि ते जेव्हा आपण अपलोड करतो ना, झाला बाबा कंप्लीट प्रोजेक्ट तर खाली बाबा नाव द्या. म्हणजे टीमला श्रेय द्या, म्हणजे आपण टॅग करतो ना, हे, हे मेंबर्स होते आहे ना.
हं. <laughs> हां, बरोबर आहे म्हणजे योगदान सगळ्यांचं आहे, ही गोष्ट कळणं गरजेचं आहे.
नाही तर अ, स्वतःच पेढा खाऊ नका एकटा. त्यांना पण अ, त्यांना पण श्रेय द्या.
<chuckles> नाही, नाही. खरं आहे. मग आता शेवटचा सल्ला शेवटचा सल्ला काय द्याल, की म्हणजे सोशल मीडियावर माहिती वगैरे शेअर करताना, की आपण एवढं जे काही बोललो त्यात म्हणजे, नक्की कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे?
अ, नक्की हीच काळजी आपण घ्यायला पाहिजे, की अ, शेअर करतांना तुम्ही जे ओरिजिनल कंटेंट आहे त्यावर तुम्ही फोकस करा आणि बिझनेस वगैरे शेअर करत असाल तर प्रोफेशनल लूक तुमचा ठेवा छान प्रकारे तुम्ही शेअर करू शकता आणि जास्त खाजगी माहिती जी आहे ती तुम्ही शेअर करू नका. तुमचा जर क्लायंट असेल, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती शेअर करत असाल तर ती अव्हॉइड करा. आहे ना अ, कंटेंट कॉन्फिडेन्शियल ठेवा त्यांची जी काही अ, माहिती आहे खाजगी ठेवा, आपण डायरेक्ट शेअर नाही करू शकत. आणि जसं माझ्यासोबत झालं होतं ना, कॉपीराइटेड कंटेंट नाही इकडून तिकडे अपलोड करू नका तुम्ही नाही तर मग चॅनलचं उडून जाईल.
हं. हं. हं. हां. नक्कीच. हं. <laughs> बरोबर आहे, हां. म्हणजे ते घेण्याचे देणे होऊन जा हं.
हां आणि शेवटी अ, ते पर्सनलच एक सांगितलं ना, की महिला वर्गाचं अपलोड करतांना काळजी घ्या तुम्ही कोण माहिती दिली.
हां. त्यांनी जरा जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

अ, मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे, जास्त करून आहे ना. म्हणजे अ, जास्त करून चांगली अ, यामुळे म्हणतोय, की मी आजकाल आपल्याला माहिती आहे, की बेरोजगारपणा खूप वाढला आहे. बरोबर? म्हणजे, अं, भारतामध्ये तर असं झालं आहे, म्हणजे किती जॉब गव्हर्नमेंट, सरकारपण किती आणणार, प्रायव्हेटमध्ये पण किती आणणार? तर सोशल मीडियावर मला वाटतं, काम अ, तुम्ही शेअर नक्कीच केलं पाहिजेत. आणि अ, असं नाही, की अ, शेअर करायचं म्हटलं, की सर्व काहीच तुम्ही टाकून द्या नाही का. तुमचा आधार, पॅन-बीन. <laughs> म्हणजे सर्व
हां. <chuckles> बरोबर आहे, खर आहे. नक्कीच. हं. <chuckles> नाही. बरोबर आहे की. बरोबर आहे. मग अस कसल्या प्रक म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही जर का काम एखाद्याबरोबर शेअर करत असाल, तर म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही घेता स्वतः?
हे बघा. अ, स्वतःचं मी सांगायचं झालं, जेव्हा मी असं अ, अपलोड करतो किंवा टाकतो ना, सोशल मीडियावर, तर पहिले हे, अ, हे करतो मी, की जास्त माझी अ, एकदम पर्सनल डिटेल्स जास्त टाकत नाही. म्हणजे पर्सनल तर टाकतो. म्हणजे टाकावंच लागतं. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. म्हणजे क्लायंट आपल्याला <chuckles>
हां. हं. हां. <chuckles> बरोबर आहे. हां, म्हणजे ज्या गोष्टी फ हो, हो गरजेच्याच आहेत, आपल्याला मँडेटरी आहेत, टाकन्यात. त्या आपण टाकतो हां.
हां. म्हणजे, अ हां, म्हणजे बिझनेस अ‍ॅड्रेस वगैरे टाकावं लागतात. पण आपला मी काय म्हणेल, बिझनेस अ‍ॅड्रेस तुम्ही सेपरेट ठेवा. म्हणजे अ, काही-काही जणांचं बिझनेस आणि घर एकच असतं, तेव्हा प्रॉब्लेम येते, नाही का. मग काय सांगता येत नाही एखादा वेडा आपलं घर शोधत-शोधत येईल. <laughs> तर, अ, थोडं, म्हणतात ना अ, वैयक्तिक जीवन आणि अ, खाजगी जीवन जे म्हणतो आपण, ते आणि व्यावसायिक जीवन, हे आपल्याला थोडं कुठे सेपरेशन ठेवायला पाहिजे. आणि प्रोफेशनल गोष्टी मी ऑनलाईन शेअर करत असतो. हे मी सांगेल.
हं. हं. हां. <laughs> हां. बरोबर आहे. <laughs> नाही, बरोबर आहे. खरंय. ते तर आहेच. हां. हं. बरोबर आहे की.

हे बघा, त्यावेळेस ना अ, मला वाटतं त्रास पण होतो कधी-कधी. कधी-कधी ना असं होतं की आपण सेपरेट करूच शकत नाही. म्हणजे हे खाजगी जीवन आणि व्यावसायिक जीवन हे सांगायला खूप सोपं वाटतं आणि पण करायला गेल्यानंतर तेवढं अव अवघड होतं. आणि कोण आपलं होऊनच जाते शेअर माहिती वगैरे नाही का, म्हणजे कळूनच जातं. पण यामध्ये असंच काम करू नका ना मग तुम्ही, जेणेकरून दुसऱ्याला तुम्हाला शोधून पकडून मारायची वेळ येईल. <chuckles> अ, बिझनेसच चांगला करा ना तुम्ही हे ना. म्हणजे चांगलं नाव करा. चांगलं कर्म कराल, तर अ, हे होईल. तर हेच मी म्हणेल की ऑनलाईन जेव्हा आपण शेअर करतो ना अ, कोणतीही गोष्ट. तर हे बघा अ, पॉवर ऑफ सोशल मीडिया खूप जास्त आहे माहिती आहे का. म्हणजे अ, अ, सोशल मीडियावर तुम्ही अ, बसल्या-बसल्या व्हायरल होऊ शकता. तुमचा बिझनेस 10 पट 100 पट पण होऊ शकतो इव्हन. अ, असे पण एक्झाम्पल्स तुम्ही पाहिले असतील ऑनलाईन. आजकाल बघा ना, तुम्ही अ, YouTube, Instagram वगैरे टाईमपास करणारे तर करतात. पण ज्यांना खरंच अ, काही करायचं आहे ना आयुष्यामध्ये, तर हे सोशल मीडियाला ते सकारात्मकरित्या घेतात आणि त्यांचा इन्फ्लुएन्स करण्यासाठी बिझनेस वाढवाचा वाढवण्यासाठी अ, वापरतात. जसं उदाहरण झालं समजा, कोणीही एक अ, ड्रेसिंग वगैरे अ, चा बिझनेस असेल त्याचा कपडे वगैरे सेल करतो, तर ऑनलाईन बघा तुम्ही अ, स्वतःच मॉडल बनून कपडे घालून दाखवतात. हे बघा एवढ्या प्राईसमध्ये आहे. आहे ना?
<laughs> नाही ते तर आहेच. हां. हम्म. <laughs> नाही बरोबर आहे की हां. हं. हं. हां. नक्कीच. बरोबर आहे की. हम्म. हां. हां. बरोबर आहे की. <chuckles> बरोबर आहे. म्हणजे जाहिरात करताना म्हणजे त्यांना बरंच सोपं होऊन जातंय म्हणता येईल.
जाहिरात करता ना आणि फ्रीमध्ये त्यांचा कंटेंट पण तेच आहे आणि जाहिरात पण तेच आहे. म्हणजे त्यांना पैसे पण <chuckles> द्यायचे नाही कोणाला हे ना. स्वतः च्याच चॅनलवर टाकतात व्हिडिओ ते आणि अ, व्हायरल पण होतात. आणि असे खूप सारे अ, म्हणतात ना हँडीक्राफ्टवाले बिझनेस आहेत छोटे-छोटे जे हात हात हस्तकला ज्याला आपण म्हणतो. तर ते अ, अ, खूप व्हायरल झालेले आहेत आणि इव्हन फॉरेनमधले डिमांड करतात माहिती आहे का. इथून ए एक्सपोर्ट करतात ते. तर मी हेच म्हणेल की तुम्ही
<chuckles> खरं आहे. हां. हम्म. हां. बरोबर आहे की. म्हणजे त्या गोष्टींची मागणी जास्त होती म्हणता येईल ह्याच्यामुळे.
होते. आणि व्हायरलचा फिवरच तसा असतो ना, एकदा व्हायरल ट्रेंड झाली की गोष्ट अ, लोकांना वाटते "यार, खूप चांगली आहे." आणि अ, एक समज पण होतो त्यांचा. आणि खूप अ, महत्त्व आहे मला वाटतं की या सोशल मीडियाचा तुम्ही काय काम तुमचं ऑनलाईन शेअर करता. हे तर बिझनेसचं झालं नाही का. म्हणजे आपण बिझनेसचं बोलतोय इतका वेळ.
हं, हं. खरं आहे. हम्म. नाही खरं आहे की. हम्म. पण आता कसं आहे? हं.
त्यामध्ये पर्सनल प्रोफाइलच पण बोलता येईल आपल्याला. हो.
होय. पर्सनल प्रोफाइलमध्ये कशा पद्धतीने काय?